कधीही एखादी गोष्ट शिकायची ठरवली, तर त्यामागे काहीतरी उद्देश असतो किंवा आपल्याला मिळालेली एखादी नवीन अशी प्रेरणा की जिच्या अ, ने प्रभावित होऊन आपण ते काम करत असतो. पण काय ओ, काय सांगाल तुम्ही, की असे नवीन गोष्ट शिकताना एखादा इन्स्पिरेशन किंवा एखादी प्रेरणा कशी टिकवून ठेवायची. शेवटपर्यंत अगदी की जेणेकरून ते आपला नवीन जे काही शिकतो आहे. ते छानपणे शिकता आलं पाहिजे म्हणून?
हं. हं. हं, हं. हां, हां, हां. हं, हं. खूप वेळेला काय होतं ना, माझ्या स्वतःच्या बाबतीतला मी अनुभव सांगते, की खूप काही शिकायचं असतं, की मला आपण ना, आजकाल सोशल मीडिया बघतो. त्याच्यामध्ये खूप सारं बघत असतो. की अ, शिकवणारे खूप व्हिडिओज असतात. जसं की कुठले-कुठले कोर्सेस असतील म्हणा, क्रिएटिव्हिटी असते, क्राफ्ट्स असतो, डिझायनर्स असतात. तर ना, असं होतं ते बघून ना, आपण इतकं प्रभावित होतो. की असं वाटतं की "अरे! मला हे शिकायचं आहे, किती छान आहे हे" आणि ह्यातून पुढचं. आणि ती लोकांना नुसतं शिकण्यावरती भर नाही देत हं. ती लोकं सांगतात की बाबा पुढे जाऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू सुरू करू शकता किंवा तुमचं स्वतःच काहीतरी बनेल, तुम्ही स्वतःचा ब्रँड बनवाल म्हणजे असे अमिष दाखवतात. जेणेकरून ना, अ, लोकं प्रभावी होतात, की "हा आपण हे ना, घेतलं पाहिजे" किंवा "हे आपण शिकलं पाहिजे." की कसं किती छान आहे यार हे आणि असे ट्रिक्स दाखवतात ना, की छोटे-छोटे आणि त्याच्यानंतर सस्पेन्स ठेवतात, की पुढचा जो महत्वाचा भाग आहे, तो शिकण्यासाठी तुम्हाला ते कोर्स घ्यावा लागेल हां. म्हणजे साधा-साधा दाखवतात समोर, पण तो शिकण्यासाठीचा मग कोर्स जॉइन करा. मग त्याच्याबद्दलच असं सांगतात. आणि मला ना, खूप वेळेला असं होतं की मला स्वतःच काहीतरी करायचं आहे. मग त्यासाठी काहीतरी, शिकावं लागेल. तर मी असं बघत असताना ना, मला खूप सारे कोर्सेस असे दिसतात. जसं की ज्वेलरी मेकिंग असेल म्हणा किंवा रेझीन आर्ट आहे, त्याच्यानंतर अ, मी ना, अ, मॅक्रम मॅक्रमने वेगवेगळ्या गोष्टीही बनवतो ना. जसं की पर्स हां, विणून. हो, पर्स बनवायचे. तर ना, मला असं काहीतरी होतं की हां, हां, राइट तर मला हं.
हां, हां. हो. बरोबर. हो. हो. हां. बरोबर. बनवाल. बरं. अगदी बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. खरं. हो. बरं. हां. अगदी बरोबर. हो, बरोबर. हो. हो. विणून करतात. बरोबर. हं. क्रोशेचा प्रकार आहे तो एक. पण मग ह्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही सोशल मीडियावरून बघत असता, तेव्हा तुम्ही त्यांच्यापासून खूप इन्स्पायर झालेला असतात. बरोबर? पण मग ती इन्स्पिरेशन तिथपर्यंत, जिथपर्यंत ते सांगत नाहीत की कोर्स घ्यावा लागेल आणि कोर्स घ्यावा लागल्यावर म्हटलं, की ती इन्स्पिरेशन कमी होत जाते. मग त्यानंतर काय करता तुम्ही?
हो ना. हं. <chuckles> हो. हं. हां. हं, अ
काय करतात, कशाप्रकारे ते इन्स्पिरेशन अशी धरून ठेवता?
हं. अ, मला ना, असं झालं होतं आणि मी ना, अशा 2-3 गोष्टी शिकल्या आणि नंतर सोडूनही दिल्या असंही झालंय माझं. की "बापरे! हे खूप छान आहे, आत्ता मला शिकायचंय." बघा, मी पहिलं क्रोचेट मॅकरमचं शिकली आणि त्या बनवल्याही. मी 4-5 पर्स बनवल्या. पण ना, नंतर हात वगैरे दुखायला लागले किंवा ते पुढचं जे शिकायचंय ना, मग एक्स्ट्रा पैसे द्या किंवा त्याच्यामध्ये अ, जो रॉ मटेरिअल आहे, तो आणायला पैसे घाला. तर ना, त्याच्यामुळे ना कुठेतरी ती अ, प्रेरणा किंवा ती जी आहे ना, उ उत्साह, ऊर्जा ती कुठेतरी कमी व्हायला लागली आणि असं वाटायला लागल, "नको यार, आता बास कंटाळा आला, आता नाही, ह्याच्यापुढे नाही जमणार मे बी." हां, मग मी ते सोडून दिलं. मग पुन्हा नवीन काहीतरी करायचं म्हणून ज्वेलरी मेकिंगचं सुरु केलं. मग त्याच्यात बघितलं की "वाह! इतकं ईझी आहे, हे करायला आणि आपल्याला किती महागडे, महागडे ज्वेलरी मिळतात." याच ज्या आपल्याला स्वस्तामध्ये बनवून मिळतात आणि त्या विकल्या जाता तेवढ्या छान, मग स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे. असं करून मी जॉइन केलं आणि शिकायला सुरुवात केली.
अच्छा. अरे वाह! बरोबर. हो, हो. बरोबर. हो. हां, हां. खरचं. हां, हां, मग काय केलं? बरोबर. हां. नवीन.
आधी हां, हां नवीन, की बाबा ज्वेलरी आता मी हा माझा स्वतःचा व्यवसाय म्हणून ब्रँड म्हणून करणार हां. तर मी ते म्हणून सुरुवात केली आणि अ, त्याच्यानंतर अ, ते बघितले कोर्स ही घेतला, पैसेही भरले सुरू केलं. आणि एका-एका मोमेंटनंतर ना, पुढे-पुढे अ, अगोदर खरंच सगळं ईझी-ईझी वाटलं, की किती छान आहे हे. हां मला हे जमेल हां किती सोप्पं आहे हे तर काय असं होईल. आणि काय वेळ लागणार आहे? पहिलं मॅक्रमला किती वेळ लागायचा, हात दुखायचे किती वेळ बसायला लागायचं? ह्यालातर असं काही नाहीये आपल्याला आणि उत्सुकत ना, म्हणजे असतं ना क्युरिओसिटी, की बापरे ह्याच्यानंतर काय? मग कसं वापरायचं? काय करायचं? हे होतं. तर ते मला सुरुवात सुरुवातीला होतं, की खूप छान आहे करूया-करूया-करूया. करायला घेतलं, पण नंतर-नंतर ना, थोडं कठीण वाटायला लागलं की काय? बापरे! हे पुढे आता जमत नाहीये मग सारखं समोरच्याला विचारणं, की हे काय, कशा पद्धतीने करायचं? नाहीये तुम्ही मला हे सांगितलंपण मला समजलं नाही. पुन्हा दाखवा?
वाह! हं, हं. वॉव! बरोबर. बरोबर. हो. हं. मग? हम्म. अरे देवा, मग?
हां. मग ना, असं व्हायचं, की आता त्याही गोष्टीत थोडं-थोडं कुठेतरी कंटाळायला लागलेलं, की यार सारखं म्हणजे अगोदर ऑनलाईन शिकत होती ना हं.
कंटाळा, बरोबर. पण मग हे जर सारखं-सारखं होत असेल. म्हणजे सा कुठेतरी असं वाटतं, की छे! हे आपल्याला काही जमत नाहीये. पण हे सारखं आपण, जेव्हा म्हणजे याचा अर्थ आपली जी काही प्रेरणा आहे. जी इन्स्पिरेशन आहे ती तिथे कमी झाली. मग ती मिळवण्यासाठी काही मेहनत घेतलीत का? का ती कशी आली तुमच्याकडे परत ती प्रेरणा पूर्ण करायची?
हां. हं. हां. हं. हां. हो. हं हां. मी ना, सुरवातीला असं वाटलं की "नाही यार, आता मला ना, नाही जमत आहे. काय करू? करू काय हे पूर्ण?" पण असं होतं की "नाही, कोर्स तर घेतलाय, करायचं तर आहे, ठरवलंय आता हे करायचं, तर करूया." कारण की खूप वेळेला असं होतं ना, की बाबा आपल्याला ती प्रेरणाच राहत नाही. मग ना माझे मिस्टर त्यांनी मला थोडं बसवलं आणि बोलले की "हे बघ, तू एक काहीतरी ठरव, फोकस ठेव त्याच्यात आणि त्याच्यात पुढे जा, तर तू सक्सेसफुल होशील. कठीण सगळ्या गोष्टीत कठिणाई ही येणारच आहे. तू कुठलीही गोष्ट करायला जा. तुला आधी सोपी वाटेल, पण नंतर कठीण, कठीण होतच जाणार. हे सगळ्या गोष्टीत होणार. मग तू ना, स्थिर रहा कुठल्याही एका गोष्टीत आणि फोकस कर. जर तू हे नाही केलंस ना, तर तू अशीच अस्थिर राहशील आणि दहा गोष्टींवरती, दहा दगडांवरती पाय ठेवायला जाशील आणि मग एकाही दगडावरती उभी न राहिल्यामुळे तोंडावर पडशील. सो त्यांनी खूप
हो. बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. वा! अरे, बरोबर. म्हणजे त्यांनी एक छान सल्ला दिला इथे, की एका एका जागेवर एका ठिकाणी कुठेतरी मन स्थिर करून, त्याच्यावर फोक्स्ड हो. खूप छान सल्ला होता. मग काय झालं?
हां. हं, हं. हो. हां. मग त्याच्यातून ना, स्वतःला अ, सकारात्मक ऊर्जा मिळत गेली, की "नाही, हे बरोबर बोलतायत रे, की मी पैसा घालवतेय सगळं आणि वेस्ट करतेय, पुढे काही करतच नाहीये, जे करायचं ठरवतेय ते करतच नाहीये." पण मी अ, थोडं वेळापत्रक तयार केलं की बाबा, हां. हे अशा पद्धतीने केलं ना, की अ, थोडा वेळ ह्याला देऊया. जरा कंटाळा आला की थोडं बाहेर फिरायला जा म्हणा किंवा खाणं पिणं करा. थोडं काहीतरी क्रिएटिव्ह खाणं पिणं केलं ना, तरी ऊर्जा मिळते. बघा काहीतरी वेगळं खाल्लं प्यायलं ना, तर माझ्या बाबतीत तरी मला असं होतं की छान-छान पदार्थ खाल्ले ना, की मला ना, अ, एक वेगळीच एनर्जी येते किंवा एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळायला लागते. की हां, की नाही हा हे पुढे करायचंय आपल्याला. हं.
अच्छा हो ना. हां. बरोबर. हो ना. <chuckles> किती छान! किती छान. पण मग ह्या सवयी ह्या सवयी तुम्ही अंगी बाणवल्यात का? म्हणजे ह्या नवीन कौशल्य शिकण्याच्या किंवा आत्मसात करण्याच्या दृष्टीने तुम्ही ह्या सवयी ज्या आहेत, त्या आता अंगी बाणवल्यात का तुम्ही आणि कशा म्हणजे कसं टाईमटेबल असतं तुमचं, काय सांगाल?
हं. हं. हं. हां. हं, हं. हां. अ, काय झालं माहिती आहे का? मी ना, विचार केला की मला का कंटाळा येतो आहे? तर मला कुठेतरी एक जाणवलं की बाबा मी ऑनलाईन कोर्स करते आहे. समोर कोणीतरी दाखवणारं नाही आहे किंवा सारखं माझ्या डोक्यावर बसून बोलणारं कोणी नाही आहे. त्यामुळे मी ना, ते अ, टेक फोर ग्रांटेड घेते. चल नाही केलं ना, तरी चालणार आहे, काय होणार आहे? तेव्हा कंटाळा येतो आहे, "चल नको बाबा, ठेवुया आता," असं. कारण की जेव्हा काही कठीण प्रसंग यायचा किंवा मला जमायचं नाही ना, तेव्हा त्यांना विचारण्यासाठी वेळ घ्यावी लागायची किंवा अ, बोलतात ना, की आजचा सेशन संपला. तर मग नाही, आता वेळ नाही मिळणार, बोलता नाही येणार. अ, मग मला पुढचा जो सोय सेशन असेल, त्याची वाट बघत बसावी लागायची किंवा काय. तर मी समजून गेली की नाही ऑनलाईन पद्धती आहे ना, ती माझ्यासाठी सुटेबल नाही आहे. तर काहीतरी कोर्स जो आहे ना, तो फिजिकली जाऊन असे क्लासेस बघायला पाहिजे, जिथे मी स्वतः जाऊन त्यांना भेटेन. ते मला समोरासमोरं शिकवतील. जेणेकरून माझी जी प्रेरणा आहे ना, ती टिकून राहील.
बरोबर. चालणार. बरोबर. बरोबर. बरोबर. हां. हं. बरोबर. बरोबर. हो. बरोबर. मग?
तर मी तसे क्लासेस शोधले आणि मी क्लासेसमध्ये पुन्हा अशा अ‍ॅडमिशन ही घेतली आणि मी तिथे जाऊन शिकायला लागली. मग तिकडे जाऊन जेव्हा ते समोरासमोर शिकवायला लागले ना, ते जे बोलायचे किंवा ते जे शिकवायचे ना, तेव्हा मला कुठेतरी उत्साह वाढायचा की "नाही, त्यांनी केलं आहे, किती अचीव्ह केले त्यांनी." त्यांनी स्वतःचे वेगवेगळे अचिव्हमेंट दाखवले किंवा त्यांना प्रगती झाली ना त्यांची, ती दाखवली. त्याच्यानंतर त्यांना जी मिळकत मिळायला लागली. त्यांचा स्वतःचा व्यवसाय त्यांनी दाखवला की "बघा मी स्वतःच ब्रँड कसं बनवलं." मग त्यांच्या बोलण्यातून ना, कुठेतरी एक सकारात्मक ऊर्जा यायला लागली की नाही. मलाही ना, असं व्हायचं आहे हां. मलाही ही अचिव्हमेंट तयार करायची आहे स्वतःची की "बाबा नाही," मी ही कोणाला तरी द सांगितलं गेलं पाहिजे की "बघा, मी स्वतःच्या पायावर उभी आहे" किंवा "माझा हा ब्रँड आहे." हे सगळं मला सांगता आलं पाहिजे. जेव्हा मी समोरासमोर बघायला लागली, बोलतात ना, अ, जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, त्यांना स्पर्श त्या स्पर्शातून म्हणा किंवा अ, त्या गोष्टीतून ना अ, ऊर्जा ना, ट्रान्सफर होते. म्हणजे ती स्व अ, स्वतःला खूप असं वाटायला लागतं की "नाही, हां करत राहील पाहिजे," हां. मग रोज जेव्हा तिकडे जायला लागली, तेव्हा ना माझी प्रेरणा टिकून राहायला लागली की "नाही, मला आता हे करायचं आहे, हे मला नाही सोडायच आहे हं." हा हे पुढे जाऊन मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, या गोष्टी करायच्या आहेत. मलाही माझा ब्रँड बनवायच आहे. मी पुढे गेली पाहिजे किंवा मलाही
अच्छा. अगदी बरोबर. हं. बरोबर. किती छान. बरं. अगदी बरोबर. हो, बरोबर. वाह, वाह. बरोबर. एक जिद्द मनात आली. एक असं म्हण म्हणूया की आपण अ, एक नवीन संचार झाला संपूर्ण अशा प्रेरणेचा आणि ह्याला
अ, हां. अ, हो. मलाही कुठेतरी वाटायला लागलं की बाबा माझ्या ही हं.
येस. मी करू शकते म्हणून. मग हे सगळं करताना, जेव्हा जसे तुमचे म्हणाल की तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला हे गाईड केलं होतं. त्यांना आपण गुरुच्या स्थानी मानू शकतो इथे. मग त्यांनी जेव्हा हे सांगितलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं की प्रेरणेपेक्षा डिसिप्लिन जो आहे, तो महत्वाचा आहे का हे करताना?
हां. हं. हो, अगदी खरं. हं. हो. ना, त्यांच्या बोलण्यातनं ना मला, जेव्हा ऊर्जा मिळाली किंवा ते मला पटलं खूप अ, बोलतात ना रिलेट झालं, की "नाही यार," मनाला भिडलं की "नाही हे बोलतायेत ते खरं आहे यार, मी खरंच वेगवेगळ्या गोष्टींसारखं वेड्यासारखे हे कंटाळलं तर ते, ते कंटाळलं तर ते नको. असं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींवरती पाय ठेवते, वेगवेगळ्या दगडांवरती आणि मी एक पुढे सक्सेसफुलचं नाही होत आहे" हं.
बरोबर. अगदी बरोबर, म्हणजे तेव्हा जेव्हा हे कळलं की मला आता हेच करायचंय, मग त्या तो क्षण आणि आजचा क्षण ह्याच्यामध्ये काय असा मोठा बदल घडलेला आहे काय सांगाल?
हं. हं. हं. हं. <chuckles> हां. अ, डिसिप्लिन आणलंय. मी ना, माझ्या मिस्टरांना सांगून ठेवलं आहे. ताकीदचं दिली की "बघा, मी अशी आहे की अस्थिर होते खूप वेळेला, खूप वेळेला माझं मन बदलतं, तर तुम्ही ना, त्यावेळेला माझ्याबरोबर स्ट्रिक्ट राहा." म्हणजे खूप असं प्रेमळ आहेत किंवा शांत मनाचे आहेत ते, त्यामुळे ते ना, मला कधीच ओरडत नाहीत, कुठल्याच गोष्टीत थांबवत नाहीत. हां, तर ना, मी त्यांना म्हंटलं, "की नाही तुम्ही हे नका करू. तुम्ही माझ्याबरोबर त्यावेळेला स्ट्रिक्ट राहा. तेवढ्या गोष्टींमध्ये मला ओरडा, स्वतःहून बोला की "नाही तुला हे करायच आहे आणि तू हे करणार आहेस." मग तुम्ही जेव्हा मला दे द्याल ना ती प्रेरणा, तेव्हा कुठे जाऊन मी स्थिर राहील. कारण की माझं मन खूप अस्थिर आहे. मग त्यांनी मग तेव्हा हां मग त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि मग त्या त्याच्यानंतर ना जेव्हा-जेव्हा मला कंटाळा यायला लागला ना, तेव्हा त्यांनी मला असे बोलतात ना की बोल सुनावलेत किंवा असं गोष्टी सांगितल्यात, "की नाही. तुला हे करायचंय तू ठरवलेस ना, का करतेस हे? मग करूच नकोस करायचंच नाही. म्हणजे ना, एकदम कडक शिस्तीमध्ये ते बोलायला सुरुवात केली.
वॉव! बरोबर. वाह! हं, हं. वॉव! मग? ते काय म्हणाले? <chuckles> वॉव! मेंटॉर तुमच्यापाठी असा राहिला, की करून घेण्यासाठी जसं जिममध्ये असतात ना तशा प्रकारे. <chuckles>
हां, हां. हो. <chuckles> आणि ना, खूप वेळेला काय व्हायचं, की घरातली कामं, मग अ, दोन्ही कसं सांभाळणार अ, त असं व्हायचं की अरे मीक उद म्हणजे त्यांना उदाहरणं द्यायला लागली किंवा कारणं द्यायला लागली. की "बघा ना, घरातली कामं आहेत. मी ते कधी करू, मग माझं काम कधी?" मग त्यावेळेला ना, त्यांनी घरातल्यांनीही समजून घेतलं. त्यांनी त्याही गोष्टीत मदत केली की "नाही, तुला हे कामं आहेत ना, ठीक आहे, तू जा तुझं काम कर. तुझं जे शिकायचंय ना ते शिक. अं, अं, आम्ही आम्ही घरातलं बघतो" आणि हां, त्यांनी घरातली कामंही सपोर्टमध्ये केली केली.
बरोबर. हो. <chuckles> मॅनेज करतो. वॉव! सपोर्ट, एक सपोर्ट दिला त्याने. किती सुंदर.
तेच ना आणि ते खरंच खूप माझ्यासाठी झा हं.
किती छान. पण मग आजच्या आजच्या ह्याला तुमच्या स्वतःचा ब्रँड बनवाय पर्यंत अ, म्हणजे तयारी झाली आहे का अजूनही प्रोसेस चालू आहे काय म्हणणार?
हां. अ, हो. खूप अर्धा अधिक आता ते माझे मिस्टरना आय-टी कंपनीत आहेत त्यांना सगळं आय-टीच खूप छान प्रकारे नॉलेज आहे. तर त्यांनी माझ्यासाठी ब्रँड अ, म्हणा किंवा अ, तो लोगो असेल म्हणा तो बनवून दिला. त्याच्यानंतर वेबसाईटही त्यांनी बनवून दिली. की कशाप्रकारे तू स्वतःचे मॉडेल्स असतील किंवा जे काही अ, डिझाईन्स बनवले आहेत ज्वेलरीचे. तू सगळे फोटोज काढ कशा प्रकारचे फोटो काढायचे, कशा लाइटिंगमध्ये काढायचे हेही त्यांनी शिकवलं. आणि मग ना आत्ता ते फोटोज काढून आम्ही अपलोड करणं किंवा असं, चालू आहे. म्हणजे अ, त्याच्यात वर्क इन प्रोग्रेस आहे आमची वेबसाईटही रेडी आहे. ती आम्ही अ, टाकलीही आहे सोशल मीडियावरती. आणि अशाप्रकारे ना, चांगलं सुरू आहे, पण त्याच्यातूनही अजूनही शिकतेय की कुठली, म्हणजे कुठली पद्धत चांग लोकांना भावते आहे कुठली ज्वेलरी जास्त अ, ट्रेंडिंगमध्ये आहे किंवा ते अ, थोडं वेबसाईटमध्ये कशाप्रकारे चेंजेस केले तर लोकं अट्रॅक्ट होतील. तर अशा पद्धती <swallows> अजूनही आम्ही शिकतोय. तर शिकत असताना जरा प्रेरणा मिळायला पाहिजे म्हणून मग आम्ही थोडं अ, वेगवेगळ्या ठिकाणी जातो किंवा असं म्हणजे ना, ते दाखवतात रिअलिस्टिक उदाहरणं माझे मिस्टर मला दाखवतात. "बघ, हे बघ. हा ज्वेलरीचा ब्रँड आहे आणि त्यांनी बघ अशा प्रकारे त्यांची ॲडव्हर्टाइज केली आहे" किंवा असं केलंय. तर तू कशाप्रकारे केली पाहिजे? म्हणजे ना, ते प्रत्येक गोष्टीतनं मला शिकवत असतात. बाबा, हां. "हे कर." त्यांचं प्रोत्साहन आहे. हं.
वाव! वाव! किती छान. बरं. वाव. अरे वाह! आहे. भावतेय, बरं. अगदी बरोबर. वाव. बरोबर. आ, हां. आणि प्रत्येक ठिकाणी जिथे-जिथे हे शिक्षण तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना, बघून किंवा ॲडव्हाइस घेऊन ते त्यांच्याकडनं एक प्रेरणा सुद्धा त्याबरोबर तुम्हाला मिळती आहे. आणि खरंच तुम्ही ज्याप्रकारे हे सगळं एक्सप्लेन करताय ना, मी नक्कीच म्हणजे तो एक आपण एक फेज आहे की जिथे आपल्याला कशातच इंटरेस्ट वाटत नाही आणि थोड्या-थोड्या ज्या आपण जेव्हा-तेव्हा सोडत-सोडत जातो, आणि तेव्हा कोणतरी असा गुरू मिळतो जो कान पकडून आपल्या जागेवर बसवतो. "बस गपचुप आणि कर हे सगळं व्यवस्थित." आणि त्यानंतर जी काही गाडी रुळावर येते, ती खरंच वाखाडण्याजोगी असते, त्यानंतरची प्रगती. देव करो तुम्हाला तुमच्या या ब्रँड उभारणीमध्ये, खूप-खूप, खूप, अ, यश लाभो. आणि खरंच आज तुमची ही जी काही अ, कहाणी आहे आमच्याबरोबर तुम्ही शेअर केलीत, माझ्याबरोबर स्पेशली. ती माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आणि मला आवडे खूप आवडलं तुमच्याशी ह्या गप्पा मारायला. नक्की पुन्हा भेटू आणि अशाच गप्पा रंगवू. खूप धन्यवाद.
हां. हो ना. अगदी खरं. <chuckles> हां. हो. हं. <chuckles> हो ना, हं. हं. अगदी खरंय. <chuckles> खूप धन्यवाद. <chuckles> हं. हं. अ, हो. हं. हो. मलाही ना, खरंच खूप छान वाटलं आणि खूप आवडलं असं गप्पा मारायला, कारण की ना, त्या गप्पा मारत असताना ना, मी केलेल्या चुका किंवा मला आता काय करायचंय पुढे? ह्याची ना जाणीव झाली, की "बाबा, हा माझी प्रेरणा मला टिकवायची आहे" किंवा कुठल्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत तर त्या त्याची जाणीव झाली. त्यामुळे खरंच तुमचेही खूप आभार. प्लस खूप धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पुन्हा अशाच आपण गप्पा मारूया खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.
खूप-खूप धन्यवाद. हो.